हो, बरोबर बोललात कारण काय आहे ना बघा, छोट्या-छोट्या गोष्टी आपण जे करतो ना त्यातून नक्कीच म्हणजे जो आनंद मिळतो, तर तो पैशात मोजण्यासारखा नसतो म्हणजे, प्रत्येकच गोष्ट जशी पैशात हं, हं.
हां. हो. हां आणि तुम्हाला सांगू का, अजून एक गोष्ट. जसं मी कंपनीत जातो ना, आता मी मॅनेजर आहे तर अ हां, आमच्या कंपनीत खूपच अशा महिला कामगार आहेत ज्या अ, म्हणतात ना शिवायचं काम करतात. तर अ, मी जातो ना आणि जसं अ, बघतो की त्या ताई आहेत, माझ्याकडं बघून स्माईल देतात. मी म्हणतो, "अरे वा! ताई, खूप छान दिसत आज हा," अ, अरे असं, अरे ते हां, कौतुक करतो. म्हणजे ते काय आहे ना, त्या मला गुड मॉर्निंग म्हणाल्या आणि म्हणलं, "अरे वाह, खूप छान दिसताय ताई तुम्ही." मग त्या खुश होतात. अरे! म्हणतात ना, बिना पैसे खर्च करता आपल्याला अजून एकदा कशी लोकांना खुशी द्यायची ही गोष्ट कळते आणि मी काय करतो ना, अ, रस्त्यावरती जाताना कायम अ, चालतो आहे मी तर लोकांची प्रशंसा करतो. "अरे वाह! काका झकास दिसताय खूप भारी, अरे!" ते काका खुश होतात. "अरे! अरे! खूप थँक यू-थँक यू. <chuckles> तर थोडंसं आपण आनंद देऊ शकतो जगाला आणि थोडंसं स्माईल दिली ना तर ती लोकं पण खुश होतात, आहे ना. गरीब लोक असू द्या, कोणीही असू द्या, तर खूप सोपं आहे लोकांना आनंद देणं, खुश करणं. त्यासाठी हां, बजेटची गरज नसतीच म्हणजे नाही का. पैशाची खूप साऱ्या गरज नाही. ते छोट छोट्याशा गोष्टी करून तुम्ही आनंद देऊ शकता, म्हणजे बघा
काय? अरे वाह! काय बोलता खूपच छान. हां, हां. अरे वाह! म्हणजे तुम्ही त्यांचे हे कौतुक करता? अरे वाह! खूपच छान. अरे वाह! खूपच छान. हां. <chuckles> अरे वाह, अरे वाह! हो, हो. खूपच छान! हो, हो, हो. आनंदात ठेवणं, जसं की छोट्या-छोट्या कृती. बरोबर बोललात. हो, हे आम्ही समजू शकतो, पण कधी-कधी काय होतं ना, बघा की जसं-जसं आपण बघतो, की आपण समजा एखादी गोष्ट खूपच कमी बजेटमध्ये लोकांना सतत देत असू, तर कधी-कधी बघा लोकांच्या मनात अशी भावना येते की काय हा एकदम म्हणजे नाही का? स्वस्तातच्या वस्तू आणून चिपकवतो. तर कधी-कधी असं नाही का होत की लोकांना म्हणजे आ असं वाटतं, म्हणजे त्यांच्या मनात एक भावना निर्माण होते, की हे आपल्याला कमी महत्त्व देत आहोत, असं काय?
हां, हां. हां, हां. <chuckles> नाही, कसं असतं ना